अशा लोकांचं कसं होतं माहिती आहे का? त्यांच्या डोक्यात विचार चालू असतो की आज आपण दिवसभर एवढी धडपड केली, हे केलं, हे राहिलं असेल का? ते राहिलं असेल का? त्यांनी मला तरी असं वाटतंय की त्यांनी व्यायाम हा प्रकार सुरू करायला पाहिजे. जे श्वासाचे व्यायाम असतात, ज्यामुळे समजा आपले श्वास आणि आपल्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढेल.
हं, हं. अच्छा. हं.
किंवा समजा एक ती चाइनिज पद्धत येते, चाइनिज मिलिटरी वापरते ती झोपायला. त्यात काय होतं ना, म्हणजे ती आधी मी तुम्हाला सांगतो ती पद्धत काय, चाइनिज मिलिट्री अ, स्लीप टेकनीक आहे ती आणि त्याच्यात काय असतं. आपण स जसं बेडवरती लेटतो ना, तसं लेटायचं 2 मिनिटं शरीर एकदम हलकं सोडायचं आणि आपल्या ज्या पापण्या आहेत त्यांना असं फास्ट-फास्ट-फास्ट-फास्ट एकदम उघड-झाप, उघड-झाप, उघड-झाप करायचं. त्याच्यामुळे आपली बॉडी रिलॅक्स होऊन जाते आणि आपल्याला एकदम शांत झोप लागते. अन् जर हे हो, तुम्ही जरूर करा ही गोष्ट.
अच्छा. हं. बरं. अच्छा. हां. खरंच का? अरे वाह!
आणि त्याच्यानंतर जर भारतीय पद्धतीनं म्हटलं, तर योगा.
हं, हं.
जो आपण श्वासपक श्वासप्रक्रिया म्हणू शकतो आपण त्याला. आपण दिवसातून 4-6 वेळा किंवा समजा, जेवढा टाईम भेटेल तेवढा त्यानुसार, आपण ती प्रक्रिया करू शकतो की जेव्हा एकदम डीप मोठा श्वास घ्यायचा, रिलीज करायचा मोठा श्वास घ्यायचा, रिलीज करायचा. त्याने काय होतं ना, आपल्या शरीरात जी ऑक्सिजनची लेव्हल आहे, ती वाढते.
अच्छा. हं. हं. अच्छा. हं, हं. हं.
ऑक्सिजनची लेव्हल वाढल्यानंतर आपल्याला एकदम शांत झोप लागते.
हां, खरंच, वाह!
आणि हां.
मग ही ही पद्धत तुम्ही ट्राय करून पाहिली आहे का? तुम्हाला अ, ही पद्धत योग्य वाटते? खरंच, फायदा होतो?
हो, हो, ह्या सर्व ह्या सर्व पद्धती मी आधी ट्राय करून बघितल्यात नंतरच तुम्हाला सांगतोय.
अरे वाह! वा! मग ही तर चांगली पद्धत आहे, केलीच पाहिजे सगळ्यांनी ट्राय मग मला असं सांगा की अ, जर का आता जर जसं मी तुम्हाला विचारलं की जर एखाद्याला व्यक्तीला खरोखरंच म्हणजे अनिद्रेचा त्रास असेल म्हणजे कितीही त्याने प्रयत्न केले, हे सगळ्या गोष्टी जे तुम्ही सांगितलत, ते करूनही त्याला जर झोप नाही येत, बरोबर तर मग अशा वेळेस मग काय करायचं? काय सुचवता तुम्ही?